हो, हो, हो.
अच्छा, अच्छा आणि 2-4 जण ते एवढं मस्त-मस्त जेवण, सावलीमध्ये खात होता.
हां, हो.
अच्छा. म्हणजे झाड घराच्या बाजूलाच आहे का असं कुठे रान अच्छा.
नाही, समोर आहे मधोमध, मधोमध. हां, हां, हां.
असं कसं ठरलं तुमचं जे की झाडाखाली जेवायचं?
नाही म्हणजे कसं असं माहिती आहे का, उन्हाळ्यामध्ये घरात खूप असं उकडल्यासारखं होतं ना, गरम होतं, मग त्याच्यामुळं बाहेर कसं हां. बाहेर कसं मोकळं वाटतं वाड्यामध्ये, असं मस्त अ, ते झाडाच्या सावलीखाली जेवायला जसं शेतात जेवल्यासारखं फील होतं ना, तसंच मस्त छान वाटतं असं, थंड वारं येतं मस्त झाडाचे याने सावली असते.
अच्छा, म्हणजे फॅन वगैरे नव्हता, हां, हां. हां, हां, हां. बरोबर हाता म्हणजे एकदम झुळूक येते, गारवा वाटतो, जरासं गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं, मस्त वाटतं ते आणि त्यात तुम्ही मस्त जेवत होता. मग काय अंतरल खाली डायरेक्ट जमिनीवरती का मातीत?
हो. हां, छान वाटतं. हो. हो. नाही, नाही, आपली चटाई असते ना, चटाई अंथरून वगैरे मस्त सगळं वाढून वगैरे घेतलं तर आपले ताटं वगैरे छोटंसं पितळी ताट.
हां, हां. हां, हां. मग ताटं भरून आणलेलं का अ, सगळं पेताळ पातेल वगैरे सगळं आणलेलं?
नाही, नाही, सगळं आपण हं. हो, सगळं-सगळं-सगळं तिथेच म्हणजे उठायचं काम नाही, पाणी वगैरे भरून सगळं आणि मग ते हां. वाढुन वगैरे घेऊन ज
अच्छा, अच्छा. म्हणजे एक अ, आउटडोर पिकनिकच झाली ना तेव्हाची ती. <chuckles> पण ती सुद्धा घरच्या एकदम मस्त अ, घरच्या अंगणामध्ये आणि एकदम चविष्ट जेवणामध्ये. <chuckles>
हो, <chuckles> बरोबर, बरोबर. अंगणामध्ये. हो. हो, बरोबर.
मस्त वाटलं असेल. मग कसं होतं म्हणजे दुपारी म्हणजे तुम्ही म्हणालात, की त्या झाडाच्या अ, छायेखाली मग अ, कशी आठवण होती म्हणजे आत्ता काय केल्याने ती आठवण येते परत परत?
हां, हां.